हो. आणि लिनेन आणि कॉटन मला वाटतं मुंबईच्या क्लायमेटसाठी एकदम सुटेबल आहे. आणि ते घातल्यावर ना, असं आपल्याला वाटत की वाह! आणि त्याची जी फिनिशिंग येते, आणि जे लूक येतं ना त्याचं, ते खूपच असं तुमचं कॉन्फिडन्स लेव्हल म्हणजे 10 पटीनं वाढतं त्याने.
म्हणजे खूप कम्फर्टेबल वाटत असेल तुम्हाला त्यात ना? <chuckles> आणि ते बघून पण लोकांना पण खूप छान वाटत असेल, नाही का, एक आपलं नाही का, एक भारदस्त किंवा एक आपली इमेज खूप छान तयार होते लोकांसमोर. आणि कॉटनचे पण कपडे म्हणतो आपण, पण अ, ते पण खूप सुरेख दिसतात, हां.
हो. म्हणजे जेव्हा खूप सुंदर दिसतात. म्हणजे जेव्हा मी कॉटनच्या हो, जेव्हा मी लिनेनचं असं वेस्टर्न सूट घालून ऑफिसला मीटिंग किंवा कॉन्फरन्सला जाते, तर माझे टीम मेंबर्स सर सतत विचारतात, की "तुम्ही हा डिझाइनर सूट कुठून घेतला?" मग मी त्यांना सांगते, की "मी घेतला नाही, मी हा, कापड शि घेऊन माझ्या टेलरकडून शिवून घेतलाय."
सुप सुंदर, एक एकदम रिच लूक येतो त्यानी. हां. हां, मग काय म्हणता? <chuckles> अरे वाह! तुम्ही मग स्टिचपण करून घेता कपडे?
हो. म्हणजे आपले जे कपडे असतात, ते आपल्या आपल्याला खुश कसं करणार?
हां. म्हणजे कस्टमाइझ करून घेता तुम्ही? कस्टमाइझ करता. बरोबर.
हो. म्हणजे आपल्याला ते एकदम आपल्या शरीराच्या प्रमाणे त्याची फिटिंग बसली, तरचं आपलं कॉन्फिडन्स लेव्हल वाढतं ना आणि तरचं आपल्याला ते कम्फर्टेबल वाटतं. आणि त्याने आपला मूडपण एकदम छान राहतो. पण जर का कुठला ड्रेस आपल्या मापाचा नसला आणि तो असा एकदम लूज असला आपल्याला, शरीरावर बरोबर बसला नाही, तर आपला मूडपण चिड-चिड होतो, की हे काय विचित्र मी घातलय.
हो, हो. नक्कीच. <chuckles> हो. अगदी बरोबर. हो. बरोबर आहे. हां. मग ते अ, खूप असं अनकम्फर्टेबल फील होतं मग आपल्याला त्यातून.
तर असं मला

हो, म्हणजे रोजचंच असतं, नाही का, ते बायकांचं, की आज मी काय घालून जाऊ? माझा मूड कसा आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला ना मला तरी जेव्हा एकदम मी खुश असते ना, तर मला असे छान, असं रंगबिरंगी पोशाख घालायला आवडतात. म्हणजे असं व्हायला पाहिजे, की मी बॉलिवूडची हिरोईन आहे तसं. मी सगळ्यात कलरफुल, रंगबिरंगी अशी साडी किंवा एखादा पंजाबी ड्रेस असा निवडून काढते आणि त्या दिवशी मी एकदम मस्त अशी हेअरस्टाईल वगैरे सगळं करते. आणि असं नटून-थटून, आपण म्हणतो ना तसं, मी ऑफिसला जाते. आणि सगळ्यांना मग कळतं, की "अच्छा, आज खूप छान आहे तुझा मूड, नाही का, खूप खुश आहे, काय झालं? कसली बातमी आहे, ते जरा सांग." अ, माझ्या कपड्यांमुळे त्यांना कळतं.
हो. <chuckles> हां. अच्छा. असं. <chuckles> हं. अच्छा. <chuckles> अरे वाह! मग असं हां. अच्छा. असं कधी झालंय का तुमचा मूड म्हणजे उदास आहे आणि मग तुम्हाला कपडे चॉईस करायचे आहेत, मग तुम तुम तुम्ही ते कसे कराल?
हो ना. म्हणजे मूड खराब असला किंवा उदास असला, तर आपल्याला असं वाटत नाही, की आता काय जाऊन काय काढायचं कपाटातून आणि काय निवडत बसायचं, तर मग तेच मग आपलं जीन्स एक घ्या आणि एखाद टी-शर्ट घ्या आणि <chuckles> घाला ते आणि जीन्स टी-शर्ट घालून निघा घराबाहेर, जे काही काम आहे ते करा आणि परत या आणि मग नाईटी घालून झोपून जा, असं असतं.
हां. मूड म्हणजे नाही का आपलं चांगला नसतो. हां. अच्छा. <chuckles> आणि अ, असं कधी होतं का तुम्हाला, की कुठे जायचं आहे आणि म्हणजे कपडे चॉईस करायचे आहेत, पण ते समजत नाही.
हो ना. म्हणजे काय होतं माहिती आहे का, ऑफिसला खूपदा काय होतं, की फॉर्मल ड्रेस कोड असतो नाही का, तर त्यात आपलं नेमकं काय, एकतर फॉर्मल आपण स्कर्ट किंवा ट्राउझर घालू शकतो, एखाद्या ब्लेझरसोबत किंवा शर्टसोबत, नाहीतर आपण आपली साडी नेसू शकतो किंवा एखादा सलवार-सूट, इतकंच रेंज असतं. तर त्याशिवाय आणखीन काय जास्त ऑप्शन्स नसतात, नाही का आणि ऑफिस म्हंटलं, की आपण रोज असे भडकाऊ कलर नाही घालून जाऊ शकत. थोडंसं असं हं, म्युटेड कलर्स किंवा हो पेस्टल शेड्स, लाईटशे असे बेज किंवा ब्लॅक, ब्राउन असेच घालावे लागतात. ते ना मला थोडंसं असं डलसं वाटतं आणि कधी-कधी ना ऑफिसला जायला, म्हणजे कॉन्फरन्स असली किंवा क्लायंट मीटिंग असले, तर मग जर माझा मूड असला, की मला आज इंद्रधनुष सारखं सजून-नटून जायचं आहे, पण ऑफिसमध्ये कॉन्फरन्स असली, तर मग मला मन मारून ते सिलेक्ट करावं लागतं आणि त्यावेळेस मग मला ना थोडं असं कन्फ्युजन होतं, की मी आता काय घालून जाऊ, हे मला समजत नाही आहे.
हं. हां. हो. अगदी बरोबर. हो, हो. बरोबर आहे. हां, डिसेंट कलर घालावे लागतात आपल्याला, न्यूड कलर घालावे लागतात. <laughs> हं. हो. बरोबर.